हो.
मग असं वाटत ना, की कधी-कधी त्यांच्यावर आपण रागवतोय का? कधी आपण त्यांना असं म्हणतो की "थांबा हो! नाही मला वेळच नाहीये. अहो, करूया हो! जाऊया हो!" असं होतं बघा.
बरोबर.
आणि आपल्याला मग तर "अरे! आपण का असं त्यांना बोललो?" कारण आपलेच आई-वडील आहेत. त्यांना आपल्याशिवाय म्हणजे दुसरं काही कोणी पर्यायच नाही का? मग स्वतः असं गिल्ट येतं. असं वाटतं, की "अरे कशाला आपण असं वागलो?" पण आणि ना सॉरी बोलून ना मन नाही भागत हो. <chuckles>
<chuckles> बरोबर खरंच आहे तुमचं कारण ते आक शेवटी आई-वडील आहे आणि त्यांनी कितीतरी मोठा वेळ आपल्या संगोपनामध्ये टाकला आहे, हे ना? आणि आपण जर त्यांना असं केलं ना की आपल्याला ते मनाला चटका लावल्यासारखं होऊन जातं की अरे बापरे आपण यांना मदत केलीच नाही जेव्हा आपल्याला त्यांना म्हणजे करायची होती आणि वेळ नसल्यामुळं विशेष म्हणजे. तर ही खंत जी आहे ना ही जी तुम्ही जे वेळापत्रक बनवलं त्या आय थिंक अ, की ते तुम्ही वेळापत्रक बनवून खूप मोठं म्हणजे काम केलंय की त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना वेळ देता येतो अगदी बिनधास्तपणे आणि स्वतःला विशेष म्हणजे.
अगदी. हो. हो, हो. हो, खरंच. हां. आणि वेळ तर तुम्हाला देताच येतो. खरंच खूप वेळ तुम्हाला देता येतो तुमची कामं सुद्धा म्हणतात ना, की पूर्ण व्हायला सुरुवात होते. मला आठवतंय एकदा माझा जॉब गेला होता. आणि त्यावेळी ना कंपनीने जवळ-जवळ एक अ, 40-50 लोकांना काढलं होतं. कारण आमचं एक प्रोजेक्ट गेलं होतं.
हं, हं. हं. हं, हं.
आणि घरी बसल्यानंतर मला असं वाटलं, "अरे असं कसं झालं? आपण तर एवढं काम केलं." असं होतं ना? की आपण इतकं मरमरून काम केलं कंपनीला पाहिजे तेव्हा आपण एक्सटेंडेड आउअरस् दिले, सगळं केलं आणि ह्या लोकांनी मला कसं काढलं? आणि मी इतकी डिप्रेशनमध्ये गेले होते आणि नंतर मला वाटलं की अरे आपण ह्याच्यातून बाहेर कसं निघूया आणि मला आठवतंय नंतर माझ्या आईने बसवून मला सांगितलं की "अजिबात तू असा विचार करू नकोस. तू"
खरंच होतं. हं. हं. ओ
"चांगलं शिक्षण घेतलं आहेस, तुझ्याकडे एवढा अनुभव आहे, सगळं व्यवस्थित होईल." आणि मग तेव्हा तिने मला सांगितलं, "2-3 गोष्टी स्वतःसाठी तू करायला लाग. मग तू वाचन कर किंवा मग तू असं म्हणतात ना, की एखादं पेंटिंग वगैरे काढायला लाग." मी स्केचिंग करायची शाळेत असताना.
हं.